नाही, नाही. तसं तुम्ही पहिले मान्य केलं की तुमचं जे अ, आपण म्हणतो ना अ, तुमची जी अ, आपली ओळख जी असते, स्वतःची माणसाची ती तुमच्या ग्रुपमध्ये कशी आहे? तर ती तुमच्या आवडीचीच आहे. पण नक्कीच मजेदार अ, व्यक्तिमत्व आहे, हे नक्कीच कळतं. त्याच्यामुळे अ, बोलून खरंच खूप छान वाटलं. अ, नक्की पुन्हा बोलूया आपण. अ, धन्यवाद.
<chuckles> अच्छा-अच्छा. <laughs> हां, हां, हां. नाही मला तर आवडत तसं. हं, हं, हं, हं. हं. हं, हं, हं मी थँक यू, तुम्ही मला माझं बालपण आठवण करून दिलं. त्याच्यासाठी मी तुमचा आभारी आहे. थँक यू सो मच आणि खरंच खूप-खूप धन्यवाद.
नक्कीच. <chuckles> धन्यवाद. धन्यवाद.